कधी-कधी काय होतं ना, आपल्याला करियर ब्रेक घ्यावा लागतो, म्हणजे ठरवून नाही, अशा काही गोष्टी होतात निर्माण, त्यामुळे आपण कॅरियर ब्रेक घेतो. आणि नंतर आपल्याला वाटतं, की अरे, चला, आता परत काम करणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये काही आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा मग काही गोष्टीला आपण ब्रेक घेतला असू, तर त्याच चालू करण्यासाठी. तर तुम्ही कधी कॅरियर ब्रेकनंतर कामाला परत येताना काही आव्हानं तुम्ही झेलली आहात का? तर त्याबद्दल काय सांगाल?
हम्म. हो. हो. नक्कीच. हो, अ, तर माझा करिअर ब्रेक झाला होता, तो म्हणजे माझ्या मॅटर्निटीनंतर. अ, म्हणजे माझ्या मुलीला जन्म दिल्यानंतर, मग मी थोडासा ब्रेक घेतला होता, एक 3 अ, 3 वर्ष. तर अ, तो काळ जरा म्हणजे हेच होता, म्हणजे की काळजीचा म्हणा, मुलीकडे लक्ष देणे
हं. अरे, हं. हं, हं. अरे वाह! हं. हं, हं.
किंवा तिचं संगोपन, यासाठी सगळा क्वालिटी टाईम जायचा माझा. आणि इतका वेळ नसायचा, म्हणजे वर्षभर तरी मला काही वेळ नव्हता, म्हणजे त्यातच असायचे मी बऱ्यापैकी. आणि ते गरजेचंच होतं, कारण एवढ्या लहान मुलीला आईचीच गरज असते आणि सोडून जाऊच नये. मग अ, एक 1.5-2 वर्षांनी मग मी, अ, विचार केला, की अ, काहीतरी केलं पाहिजे, किंवा अ, म्हणतो ना, की आपण करियर आधी केलेलं असतं, जॉब केलेला असतो, मग ते अ, घरी थोडंसं असं मोकळं-मोकळं वाटतं किंवा वेळ राहत असतो, मग काहीतरी करायचं, शिकायचं, असं ठरवलं. म्हणजे मनात येत होतं आणि मग, अ, कुटुंबानी पण त्याला थोडा सपोर्ट केला, की ठीक आहे, तू शिकली आहेस, तू म्हणजे एवढा तुझ्याकडे अनुभव आहे, तर तू कर. म्हणजे नक्की काय करायचं वगैरे. आणि त्यावेळी कसं, वर्क फ्रॉम होम वगैरे असे इतके ऑप्शन नव्हते त्याच्यावेळी. मग, अ, मी म्हटलं, की मग मी ऑफिस, ऑफिसमधून करेन, पण थोड्या वेळ, इथे लोकल कुठे मिळेल ते बघेन. मग नंतर करता येईल काहीतरी अ‍ॅडजस्ट. मग तसं ठरलं. मग त्या दृष्टीने मी, म्हणजे प्रयत्न पण चालू केले होते. म्हणजे जसा वेळ मिळेल तसं काही कोर्सेस करणं म्हणा, काही, अ, अप-टू-डेट राहणं, किंवा ते जे तुमचं जॉब प्रोफाइल आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले आहेत. म्हणजे मी टचमध्ये होते माझ्या कलीग बरोबर वगैरे. मग ते मला सुचवायचे, की हे, हा कोर्स कर, तो कर कर. मग ते करून, मग, अ, नोकरी वगैरे अपडेट करणं म्हणा, LinkedIn वगैरे असे वेगवेगळे वेबसाईट, त्याच्यावर प्रोफाइल वगैरे अपडेट केला. आणि मग अ, थोड्याफार मुलाखती वगैरे माझ्या चालू होत्या त्यावेळी. म्हणजे असा मी 6 महिने <chuckles> प्रयत्न करत होते, जवळ-जवळ असं हां, हां. म्हणजे हो, तो ब्रेक म्हणता येईल. आणि त्या ब्रेकमध्ये मी अशी, म्हणजे तयारी करत होते, की जेणेकरून तुम्हाला काहीतरी फ्युचरमध्ये असं चांगला हे सुरुवातीला काही असा थोडा टेम्पररी चालेल, पण नंतर तरी ॲटलीस्ट जरा काहीतरी, म्हणजे त्यात फ्युचर असेल, पर्मनंट वगैरे, असा विचार करायला लागले मी त्यावेळी.
बरोबर. हं. हं. हं, हं. हो. बरोबर. हं. हं. हं, बरोबर. हं. हं. हं. हं. बरोबर. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! हां. हं, हं, हं. बरं. हं. बरं. हं. हं. हं, बरोबर. नक्कीच. पण मला तुम्ही म्हणालात की तुम्ही एक मोठा ब्रेक घेतलात 2-3 काल अ, वर्षाचा कालावधीचा. पण मग तेव्हा तुम्ही मार्केटमधनं जेव्हा गेलात, तेव्हा काहीतरी वेगळे स्किल्स होते आणि जेव्हा तुम्ही परत आलात, मग तेव्हा काहीतरी वेगळे स्किल्स होते. मग तुम्हाला असं काही अडथळा वाटला का की तांत्रिक स्किलची तफावत असू शकते किंवा मग थोडंसं आपल्याला वाटतं ना, "अरे मी खूप वर्षानंतर मी आली आहे मार्केट" म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना असं वाटतं की अरे अ, म्हणजे काय असं असतं तुम्ही पण हे मला तर वाटते फेस केलं असेल आणि मग ऑफिसची नवी संस्कृती असते आणि मग काही मुलाखतीत विचारतात, "का? मग तुम्ही का ब्रेक घेतलात?" असं पण प्रश्न आहे आणि काही-काहींना अशी सवय असते की त्यांना ते कळतच नाही की मॅटरनिटीनंतर खूप गरजेचं आहे. "आई झाल्यानंतर मुलीला सांभाळणं आणि त्यासाठी मी ब्रेक घेतला होता." तर मग अशा काही गोष्टी त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता?
हो. हां. हां. हो. हो. हो ना. हो. हो, खूप काहीच केलं. <chuckles> हां. हो ना. हो. हो. हो हो. हो, नक्कीच आल्या म्हणजे अ, मला कसं स्किल अपडेट करता येत नव्हते किंवा त्या टचमध्ये नसतो ना आपण मग त्याच्यातनं बाहेर पडलं की थोडं विस्मरण होतं म्हणा किंवा असे छोटे-छोटे टेक्निक्स तुमच्या लक्षात नसतात किंवा प्रोफाईल पण विसरून जातो अख्खा आपण कधी-कधी. मग अ, एका मुलाखतीसाठी मी गेले होते. मग तिथे मला मग अ, त्यांनी विचारलं की "गॅप का दिसतो एवढा?" तर मी सांगितलं की माझा पर्सनल इश्यू होता. मग, "त्याच्यामध्ये मग काही तुम्ही अ, म्हणजे केलं की नाही? त्या पिरियडमध्ये काही शिकलात की नाही?" मी म्हटलं <chuckles> "त्यावेळी वेळ पण नव्हता मला शिकायला. नंतर मी प्रयत्न नक्कीच केले आणि वेगळे कुठले मार्केटमध्ये त्या रिलेटेड जे कोर्सेस आहेत ऑनलाईन, तर अ, त्याच्यासाठी मी ट्राय केला आणि थोडाफार मी वेळ देत होते म्हटलं आणि सर्टिफिकेशनसाठी मी अप्लाय केला होता, पण ते माझं पा म्हणजे मला पास नाही होता आलं. पण मी परत रीअप्लाय केला आहे." असं त्यांना मी सांगितलं त्यावेळी म्हणजे काही कारणं होती माझी पर्सनल थोडी. तर अ, त्यांनी घेतलं थोडं समजावून आणि म्हटले की "कारण तुम्हाला आता बरेच ह्याच्या प्रोफाईलमध्ये चेंजेस झाले आहेत. ऑपरेशनमध्ये गेलं आहे. मग त्याचे प्रोजेक्ट्स चेंज झाले आहेत. आणि तसा प्रोफाईल आम्ही आता ठेवलेला नाही आहे. तुम्हाला मग अ, सॉक्स डिपार्टमेंट आहे. अ, त्याचे काही अ, ग्लोबल ऑपरेशन्स आहेत. ते तुम्हाला शिकावे लागतील," वगैरे असं त्यांनी सांगितलं. पण अ, म्हणाले की "मग तुम्ही किती वेळ देऊ शकता?" असं त्यांनी म्हणजे जज केलं थोडं. म्हटलं, "हो देऊ शकते. आता म्हणजे मी ठरवलंच आहे त्यात पडायचं तर मग अ, फुल टाईम करेन मी." "मग मुलीला सांभाळून तुम्ही कसं करणार?" वगैरे. म्हणजे घ्यायचं असेल तर ते हो, म्हणजे घ्यायचं असेल ना तर गरज असेल तर कंपनीला ते पटकन घेतात. इतका विचार नाही करत. मला असं म्हणजे त्यावेळी दिसलं की हां, पण असंच टाईमपास इंटरव्ह्यू घ्यायचा असेल किंवा दाखवायचं असेल एच्आरना की अ, म्हणजे म्हणजे आम्ही कँडिडेट्सचा इंटरव्ह्यू घेतोय वगैरे आणि सगळं ते डिसाईड करतात हं आणि तिथे कशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते ठरत असतं. मग ते अ, घ्यायचं नसेल तर मग अशी काहीतरी बरीच कारणं दिली त्यांना त्यांनी मला. आणि ठीक आहे आम्ही अ, विचार करू. कारण आम्ही वी आर अ, लुकिंग समजून जायचं <chuckles> आणि वी आर लुकिंग फोर अ, अ, म्हणजे डिफरंट एक्सपिरियन्स कँडिडेट अ, म्हणजे व्हू पसेस असं अ, नॉलेज वगैरे असेल किंवा अ, म्हणजे असा करियर गॅप वगैरे आम्ही कन्सिडर करतो, तर अ, मग तसं काही जर अ, व्हॅकन्सी आल्या तर आम्ही नक्की कळवू. <laughs> असं त्यांनी सांगितलं की हम्म, मग ठीक आहे म्हटलं ना, इ काही इश्यू नाही आहे वगैरे. मग अ, ते म्हटले आमच्याकडं काही म्हणजे असेल तर परत तुम्हाला सांगतो, असं म्हणाले ते मला. म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. आणि मग नंतर जी मला एक अ, व्हे अ, आली ना म्हणजे कॉल आला तो एका ल कुठल्यातरी अ, LinkedIn का कुठून, Naukriवरून आला आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, पण अ, एक आला आणि ते वुमन एम्पॉवरमेंटसाठी अ, थोडंसं हे करत होते. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये हां, त्यांचं ते चालू होती ओपनिंग हे. तर अ, मला मग अ, त्या डिपार्टमेंटमधला एक माझा एक कलीग होता अ, त्याने पण मला म्हणजे कॉल केला की असे म्हणजे ज्यांचे गॅप वगैरे आहेत किंवा त्यांना वुमन एम्पॉवरसाठी म्हणजे तिथे खास कँडिडेट भरायचे आहेत. हां. तर मग यू कॅन ट्राय वगैरे असं म्हटला होता तो. मग अ, मी म्हटलं, "हो, मी केलंय ऑलरेडी अप्लाय बघू आता त्यांच्याकडनं काही रिव्हर्ट येतो का," पण मला सुदैवानं म्हणा किंवा काय असेल किंवा त्यांनी रेफर केलं का आय डोंट नो. पण मला कॉल आला की अ, य म्हणजे, "तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता आणि आम्ही मुलाखत ठरवली आहे तुमची. तर या-या तारखेला या." म्हणून मग अ, गेले मी तिथे आणि मग अ, अ, त्यांनी अगदी पॉझिटिव्ह घेतला बरं का माझा इंटरव्ह्यू. म्हणजे बघा ना किती तफावत असते आणि त्यांना खरंच गरज होती म्हणजे कुठल्यातरी अशा होतकरू कँडिडेटची म्हणजे वेळ जा आणि त्यांना म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं की "करियर गॅप का होता?" तेवढा एक प्रश्न विचारला. मी म्हटलं, "हो, हो अगदी जेन्युइन रिझन आहे." "काही हरकत नाही. असे बरेच करियर गॅप असतात. तुमचा तर खूप छोटा आहे 3-3.5 वर्ष म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही काय केलं? आणि तुम्ही काय करू शकता?" असं त्यांनी विचारलं. मी म्हटलं असं-असं केलेलं तर आहे. "चांगला तुमचा प्रयत्न तरी दिसतोय नत नक्कीच तुमचं सर्टिफिकेशन क्लिअर होऊन जाईल. आणि कंपनीकडून काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला ती करायला तयार आहे. फक्त तुम्ही करणार आहात का सर्टिफिकेशन?" असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं, "हो मी करेन." आणि मग त्यांनी स्किल-सेट बघितले. थोडा मागचा एक्सपिरियन्स बघितला. एक अ, थोडे एक 4-5 क्वेस्शन विचारले. आणि आम्ही वुमन इन्फॉर्मसाठीसुद्धा प्रयत्न करतोय आणि अशा-अशा अ, म्हणजे ज्यांचा करिअर गॅप आहे ना, त्यांना आम्ही नक्कीच चान्स देणार आहे, असं सांगितलं आणि त्यातल्या तुम्ही पहिल्या कँडिडेट आहेत म्हणून सांगितलं त्यांनी मला. हां, म्हणजे ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की तू तुमच्या कन्व्हिनियन्सनं तुम्ही जॉइन होऊ शकता आणि तुम्ह तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल, तर आम्ही वर्क फ्रॉम होम पण देऊ, असंही त्यांनी मला आश्वासित केलं. म्हणजे त्यास त्यापेक्षा आणि काय हवं आहे ना तुम्हाला? <chuckles> हो मग अ, झालं त्यांचं सिलेक्शन म्हणजे जवळजवळ सांगितलंच होतं त्यांनी. ते म्हटले, "मी पुन्हा कॉल करतो काही फॉर्मॅलिटीजसाठी." मग अ, "यू आर अ, सिलेक्टेड." म्हणून सांगितलं आणि एक अ, आठ दिवसांनी मला त्यांनी कॉल केला की अ, जॉइन होऊ शकता असं. हां. म्हणजे
हो, हो. हं. बरोबर. हं, हं. हं. हां. हं. हं. हो, हो, बरोबर. हं, हं. हं. हं. हं, हं. हं. हं. हो. हं. हं. बरं. हं. हं. हं, हं. बरं. हो, हो, हे पण त्यांनाच टेन्शन असतं ना. <chuckles> हो हो, तेच. मला पण वाटतंय. हो, बरोबर. हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं, हं. हो विचार करू म्हटलं की हो, विचार करू समजून जायचं की बाबा आता, "टाटा बाय-बाय." किंवा समजा. <chuckles> हं. बरोबर, हो नक्की कळवू मग समजा. चालेल. हं. हं, हं. हं. हं. हं, हं. हं. बरं. वॉव! हं. हं, हं. कामं पाहिजेत. हो. हं. लोकं. हां. हं, हं. हं. हं. हं. बरं, वॉव! हं. हं. हं. हो, हो, हो, बरोबर. हं. हो, हो. हं. हं. हो, हो, असतात. बरोबर. हं. हं. हं. हं. बरं. हं. हं. अरे वाह! खूपच छान. हं. हं. हं. हो, हो, नक्कीच नक्कीच. हं, हं, हं. अरे वाह! छान. वाह! अरे वाह! छान, छान. म्हणजे एकंदरीत ॲट लीस्ट कोणीतरी समोरच सांगितलं की तुम्ही सिलेक्टेड आहात, नाहीतर मग जनरली कंपन्या असंच करतात की सांगतच नाही. "आय विल लेट यू नो." हां. ते त्यांचं एक असे सेंटेन्स आहे काही कंपन्यांचं. बरोबर. आणि मग तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथे फेल झालात, तिथे तुम्ही असं सांगितलात ना की अ, म्हणजे तुमचा ब्रेक तुम्ही कशाप्रकारे मांडलात? एक्झॅक्टली तुम्ही त्यांना काय सांगत होतात तेव्हा? म्हणजे अ, कशाप्रकारे तुमची मांडणी होती वाक्यांची म्हणा आणि मग ते त्यांच्यावर त्यांचे प्रश्न काय असायचे?
हो. अ, ह हो. हो, कळवू नंतर किंवा लेट हां. हो ना. <chuckles> हो. हां, म्हणजे, "अ, का गॅप झाला? मग तुम्हाला मग काही त्यावेळी करता आलं नाही का तुम्हाला? त्यावेळी वर्क फ्रॉम होम ऑप्शन नव्हते का?" असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं, "नाही, प्रत्य आता कुठे इतकं होतं ना त्यावेळी वर्क फ्रॉम होम," हां मी म्हटलं, "मी," हो "मी मॅनेजेरियल लेव्हल ला नव्हते," म्हटलं, "त्यामुळे मला त्यांनी इतकं नाही कन्सिडर केलं कारण मोठ्या लेव्हलला देतात ना जनरली, मॅनेजर किंवा कोण, ए-व्ही-पी, व्ही-पी वगैरे असेल" मग मी म्हटलं, "मला तसं त्यात बसत नव्हतं त्या प्रोटोकॉल मध्ये," "अ, हो का? न अच्छा, अच्छा." म्हणाले, "की नाही, कारण आमच्यात पण असे बरेच एम्प्लॉयी आहेत, की त्या, म्हणजे अशा जन्यून त्यांचं रिझन आहे, तर त्यांना व्ही-पी वगैरे सपोर्ट करतात, की तुम्ही जावा, वर्क फ्रॉम होम करा." मी म्हटलं, "आता प्रत्येक कंपनीचं कल्चर वेगळं असेल," म्हटलं, असं मी म्हटलं, "अ, देन इट्स ओके. अ, फाइन, यू आर ओके. बट, अ, वी आर लुकिंग फॉर सम डिफरंट कँडिडेट्स अँड अ, मेल कँडिडेट," असं म्हणाले ते मला एकदम.
हं. हं. बापरे! हं. तेव्हा तर इतकं नव्हतं, बरं. आत्ता सगळं चाललेलं आहे वर्क फ्रॉम होम, म्हणजे जास्त. हं. हो. हो, हो. हं, हं. हं. हं. बाप रे! हां. निळा असतं. हो, हो, बरोबर, हं. हं. हं. मग कशाला मला बोलावलं, मग असं म्हणायला? बरं.
हो ना. हां, म्हणजे त्यांना हे, म्हणजे तुमची, अ, काही प्रश्न किंवा समस्या ऐकून घ्यायची काहीच त्यांची मनस्थिती नव्हती. त्यांना हां, त्यांना असा पूर्ण प्रोफेशनल, पू पूर्ण काम देणारा, आणि कॉस्ट कटिंग, म्हणजे थोडा कमी पगारात काम करणारा, असा मेल कँडिडेट च पाहिजे होता त्यांना, म्हणजे हो.
मनस्थिती नव्हती. हं. हां, हां, त्याचं असतं.आणि त्यांचं कसं असतं, की मेल असेल तर तो थांबू शकतो आणि मग तुम्हाला असं असतं, की मुलगी आहे, तर तुमचं काय होणार की तिकडे लक्ष असतं, असं पण त्यांचं काही-काही कंपन्यांचं असतं.
हां, हो ना. नाही, हो, म्हणजे त्यांनी असं अ, डायरेक्ट सांगितलं नाही, पण इनडायरेक्ट बोलण्याचा तो त्यांचा फो तोच वे होता, हां. आणि म्हणाले, की "मग आमच्याकडे काही कॅब फॅसिलिटी आत्ता तरी आम्ही अ, हे केली आहे, होल्ड केली आहे आणि आम्ही देत नाही आहे," वगैरे असं सांगितलं त्यांनी. "म्हणजे तुम्हाला मग मॅनेज करावं लागेल, आम्ही आयदर पिकअप देऊ, नाही तर आ आयदर ड्रॉप देऊ," असं सांगितलं. म्हटलं, "ठीक आहे, चालेल, मी विचार करेन." पण, अ, बघा ना, केवढी तफावत होती. तो किती पॉझिटिव्ह इंटरव्ह्यू होता आणि तो केवढा निगेटिव्ह. म्हणजे त्यांना घ्यायचंच नसेल, तर मग ती अशी कारणं देतात. हो ना.
हं, हं. प्रयत्न होता. बरोबर, बरोबर. हं, हं. हं. हं, बरं. हं. हो, हो, नाही. तर मग ते असंही काही सांगतात. हो, नसेल घ्यायचं एखाद्या कँडिडेट ला, तर ते नक्कीच असं करतात. बरोबर.
हो आणि कसं मला पण थोडंसं धाकधूक होती, की मी एवढ्या दिवसानंतर जातीय तिथे, मग तिथे मॅच होईन की नाही? प्रोफाइल चांगला असेल की नाही? म्हणजे कलीग सपोर्टिव्ह असतील की नाही, ते पण असं टेन्शन खूप होतं त्याकाळी, असं.
हो, हो, ते असतं, आपल्याला टेन्शन थोडसं. बरोबर, हो. हं, नक्की न आणि जर तुम्हाला, म्हणू शकतो, की परत काही, अ, सुरुवात करावी लागली, मग कोणत्या स्ट्रॅटेजी तुम्ही सांगू शकता, की पुन्हा पायावर उभं राहाय राहायला तुम्हाला त्यांनी मदत केली? मग तुम्ही असं का, नेटवर्किंग असू शकतं, किंवा LinkedIn प्रोफाइल तुम्ही म्हणाला का, अशी म्हणालात, किंवा फ्रीलांसर किंवा इंटर्नशिप किंवा मग अपस्किल करणं स्वतःला, मग ह्याबाबत काय सांगाल, थोडं?
हां. हो, हो, हो, हो. हो. नक्कीच. तर आता ते फ्रीलानसिंग म्हणा किंवा नेटवर्किंग वगैरे बरेच म्हणजे अ, या जमान्यात ट्रेंड करता आहेत. आणि तिथून बऱ्याचशा अशा व्हेकन्सीज अवेलेबल होतात लोकांना, नेटवर्किंग वाढतं आणि तुमचा डायरेक्ट प्रोफाइल अपडेट करून तुम्हाला अ, त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स असतात, त्यांच्याशी डिस्कशन करता येतं किंवा त्यांच्याशी तुम्हाला इंटरव्ह्यू कंडक्ट करता येतात. आणि आता बऱ्याच अशा अ, वेबसाईट्स निघाल्या म्हणजे अ, Indeed म्हणा किंवा Naukri वगैरे पूर्वी होते, पण आता LinkedInवर वगैरे तुमचा प्रोफाईल किंवा तुमची स्वतःची वेबसाईट वगैरे पण तुम्ही करू शकता. म्हणजे त्यात तुमचा सगळा प्रोफाईल किंवा तुमचे स्किल सेट वगैरे काही त्याच्यात दिसू शकतात किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता, ऑडिओ अपलोड करू शकता किंवा तुमच्या प्रोफाइलबद्दल डिटेल देणारं वगैरे सगळं त्याच्यात असतं म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन असते. त्या कंपन्यांना पण तुमचं स्किलसेट बघून एप्रोच करायला मदत होते आणि नक्कीच सगळ्यांनी मला वाटतं, की ह्या मॉडर्न ट्रेंड्सचा वगैरे फॉलो केलं पाहिजे. LinkedInवर वगैरे तुमचा प्रोफाईल अपडेट केला पाहिजे किंवा तुम्ही अ, म्हणतात ना स्वतः आजकाल वेबसाईट स्वतःच्या नावाने वगैरे पण काढतायत लोकं. हो. हा मग कोर्स करत आहेत. हा आणि स्किल सेट काही तुम्ही कायम अपडेट करत राहावे आणि करियर जर गॅप असेल, तर अ, खूप त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन जे-जे कोर्सेस आहेत आणि जो तुमच्या त्याच प्रोफाईलमध्ये अ, जर तुम्हाला करायचं असेल, तर त्या रिलेटेड कुठले म्हणजे अ, ऑनलाईन पोर्टल पण असतात बघा, Udemy वगैरे, तर त्यावर हां. तर त्याच्यावर तुम्हाला ते कोर्सेस अवेलेबल असू शकतात. मग ते तुम्ही करू शकता, फ्री पण असतात आणि काही-काही पेड असतात. मग त्या रिलेटेड तुम्हाला जशी तुम्हाला अपडेट मिळेल, तसे तुम्ही त्या कोर्सेस ट्राय करून त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊन किंवा सर्टिफिकेशन ऑप्ट करून तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे एप्रोच करू शकता. आणि त्याच्यातून मग कधीतरी सिलेक्शन होऊन जाईलच तुमचं नेमकं. हो म्हणजे स्किल असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं म्हणा, हो.
हं, हं. हं. बरोबर. हं. हं. हं. हं. झाल. हं, हं. हं. बरोबर. ओपन करू शकतात. हो ना. कोर्स करतायत ते. हं. हं, हं. हं. हं. हं. हो, हो. Udemy आहे. बरोबर. हं. नक्की. अरे वाह! नाही, नाही. म्हणजे खरंच तुम्ही खूप प्रॉब्लेमच नाही. म्हणजे खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलात, की इतका मोठा करिअर ब्रेक नंतर तुम्ही कसं प्रकारे कामाला परत आलात आणि मग तिथे म्हणू शकतो, की काही-काही कंपन्यांनी तुला सपोर्ट पण केला आणि काहींनी नाही केला. म्हणजे एकंदरीत त्यांनी कारणं पण समजून नाही घेतली, कारण त्यांना वाटतं करियर ब्रेक म्हणजे जसं की तुम्ही म्हणाला, की मुलीच्या संगोपनासाठी, तुम्ही एक ब्रेक घेतला होता आणि तुम्हाला स्किल्स तर नक्कीच होत्या आणि त्यामुळे तुम्ही पुढे डेव ग्रो करू शकलात, असं मला वाटतंय. तर खरंच तुम्ही खूप छान सांगितलं, की कशाप्रकारे तुम्हाला आव्हानं आली आणि त्याच्यावर तुम्ही मात केलीत. तर नक्कीच अ, खूप छान चर्चा झाली इथे महत्त्वाची. नक्कीच आपण परत भेटूयात लवकरच, धन्यवाद.
हो. हो. हां. हो. हो. हो. हो ना. हो, मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्या पण या वेळेबद्दल तुमचे धन्यवाद आणि आभार.